तर नमस्कार. लोकांना प्रेरित करणारी गोष्ट. आता बरीच लोकं आपल्याला मिळतात, जे आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगतात. तर त्या बऱ्याच वेळा आपल्याला आवडतात, आवडत नाहीत. तर तुम तुमचा असा कुठला अनुभव आहे का? जेव्हा तुम्ही एखादी अशी गोष्ट सांगितली आहे कोणाला?
हं. हं. हं. हो. अब अ, गोष्ट सांगणं हे मला तर मलापास मनापासून आवडतं आणि दुसरी गोष्ट कशी असते, की अ, आपल्याकडे म्हणी वगैरे असतात ना त्या पण एक प्रकारच्या गोष्टीचं असतात. आता अ, तुम्ही बघा, अ, सून आहे घरात आलेली आणि सासूला तिला सांगायचं, "अगं, असं करू नये." काय वाईट वाटतं डायरेक्ट सांगितलं तर, मग काय करायचं? लेक माहेरी आलेली असते तेव्हा तिला म्हणायचं, "अगं, असं करू नये. सासूशी नीट वागावं. सासूला समजून घ्यावं." त्याला म्हणतात, "लेकी बोले सुने लागे." <chuckles> तर बघा ना, एका म्हणीमध्ये पटकन अ, हे किंवा जू जुन्या बायका म्हणायच्या, जुन्या पिढीतल्या, की चा चाप म्हणून ही धाकला आणि नवरा म्हणून हे आपला. <chuckles> म्हणजे काय, तर तो मित्र, नातेवाईक या सगळ्यांमध्ये जास्त हे करणार. आणि अ, तो कायम आपल्याबरोबर राहील नवरा, असं गृहीत धरू नये. <chuckles> तर काय होतं, की म्हणींमधनं सुद्धा गोष्टी होतात. त्याचबरोबर गोष्टी ह्या, एक गंभीर महत्त्वाचं शिक्षणाचं अ, टेक्निक आहे असं मला वाटतं.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं. हं, हं. हं. सुने लागे बरोबर आहे. हां हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं. हं. हं, हं. हं, हं. बरोबर बोलला तुम्ही अ, पण आता जसं तुम्ही म्हणता, की आपण ज्या गोष्टी सांगतो, त्यात तुम्हाला काय वाटतं? ह्या ज्या लहान मुलांसाठी जास्त गरजेच्या असतात का? समाजात एकंदरीत असं कुठलं एज ग्रुप नाहीये. काय वाटतं तुम्हाला? कोण तुमचं ऑडियन्स कोण आहे तुमचं?
मी. हा दोन्ही वेगवेगळ्या सांगतो. <chuckles> एक <chuckles> अ, मी माझ्या अ, मुलाला अ, अ, लहानपणी त्याला फार गोष्टी आवडतात आणि म्हणजे आता मोठा झाला.
हं, हं. हं, हं. हं, हं.
पण तो अ, एक ते जवळ-जवळ 10 11 वर्षाचा होईपर्यंत 10 वर्ष रोज झोपताना मी त्याला गोष्ट सांगायचो आणि अ, त्याला ती तीच गोष्ट आवडायची नाही. <chuckles> मग मी काय केलं होतं, की मी 2 कॅरेक्टर्स तयार केली होती, काल्पनिक आपले हिरो असतात नं तसे.
हं, हं. हं, हं.
आणि
हं, हं.
मग तो टिल्लू टॉम जो असतो, त्याला प्राणी खूप आवडत असतात कारण माझ्या मुलाला आवडतात आणि अ, मग तो अ, ह्याच्यात जातो, इजिप्तमध्ये जातो. मग नाईल नदीच्या कॅटरॅक्ट वरून तो पुढे जातो. आता कॅटरॅक्ट म्हणजे खडकाळ भाग जिथे तुम्ही विरुद्ध दिशेने जाऊ शकत नाही, बोटीतनं. तर असेच 4 कॅटरॅक्ट नाईल नदीमध्ये आहेत. ही गोष्ट सगळी इंटरनेटवरून शोधून वाचून वगैरे सगळं मी त्याला, अ, गोष्ट काल्पनिक पण आतमध्ये त्या अ, मनुष्य भक्षण करणाऱ्या अ, जमाती वगैरे या सगळ्या गोष्टी खऱ्या. त्याचा परिणाम असा झाला, की त्या निमित्ताने जिओग्राफी आणि हिस्ट्री खूप चांगलं झालं त्याचं.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. ही चांगली गोष्ट आहे.
आता त्याला अ, खूप साऱ्या विभागातल्या भागातल्या गोष्टी माहिती आहेत. अ, तर गोष्ट ही शिकण्यासाठी आणि मेंदूला तरतरीत करण्यासाठी खूप चांगली
हं, हं. पण आपण प्रेरित कसं करतो लोकांना? शिकणं तर हे वेगवेगळी गोष्ट आहे, पण प्रेरणा कशी देऊ शकता तुम्ही गोष्टींमधनं?
हां. तुम्हाला एक अ, सांगतो मी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट हे कॉर्पोरेटमध्ये शिकवायचो. तर अ, ते शिकवत असताना अ, काय होतं तुम्ही किती भाषण आणि काही पी-पी-टी दाखवल्या <chuckles> PowerPoint तर त्यांनी जो परिणाम होत नाही तो एका गोष्टीने होतो. तर ती मी गोष्ट सांगतो तुम्हाला. एका गावामध्ये असे 2 मित्र होते एक श्रीमंत व्यापारी आणि दुसरा गरीब, पण हा गरीब होता तो खूप चळवळ्या आणि मेहनती होता. तर त्यांनी ठरवलं आपण व्यवसाय करायचा. त्याच्याकडे भांडवल नव्हतं तर तो त्या श्रीमंत मित्राकडे गेला. तर या मित्राची जरा अ, सवय होती, की खिल्ली उडवायची, अ, चेष्टा करायची.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर आहे.
हा मित्र आला आणि त्याला म्हणाला, अरे, मला ना व्यापार सुरु करायचा आहे, तर तू मला भांडवल दे.
हं, हं.
तर ते असे बोलत होते, तेवढ्यात असा काहीतरी फट असा मोठा आवाज झाला. तर तो म्हणाला, "1 मिनिट थांब, काय झालं बघतो." त्याने नोकऱ्याला हाक मारली.
हं, हं.
पलीकडेच त्यांचं ते गोदाम होतं. तर तो नोकर बाहेर आला आणि म्हणाला, "अहो, ते आपल्याला त्रास देणार उंदीर आहे ना, बघा मारला मी त्याला." आणि असं शेपटीला धरलेला मोठा जाडजूड असा उंदीर त्याने दाखवला. "बघा मारला मी."
हं, हं. बरोबर आहे.
हा मित्र म्हणाला, "अरे, बरं झालं नाहीतरी माझ्या मित्राला अ, भांडवल पाहिजे होतं. हा घे मेलेला उंदीर माझ्याकडनं तुला भांडवल."
हं, हं. अच्छा.
तर ह्यांनी काय केलं त्याच्याकडे ऑन्ट्रप्रनरशिपचा दृष्टिकोन होता. तर त्यांनी काय केलं? तो उंदीर घेतला. आणि त्याच्या शेजारचा कोण मित्र होता? त्याचा मांजर होत.
हं, हं. हं, हं. नाही, नाही. गोष्ट तर मला माहिती आहे, पण ह्याच्यात म्हणजे प्रेरणा तुम्ही कशी देता? कारण गोष्ट सांगणं ही एक अ, कला आहे. पण प्रेरणा तुम्ही कशी देता ह्याच्यातनं?
हां. नाही, या आता या गोष्टीचाच पुढचा भाग बघा, की तो काय करतो?
नाही, नाही, गोष्ट हां, बरं बोला. हां.
या तो काय करतो नव मग उंदीर देतो, मग मांजर म मग त्याच्यातन गुळाचा खडा, मग अ, मग काहीतरी तो गुळाचा खडा आणि पाणी कोणालातरी देतो आणि त्याच्यामधनं त्याला भांडवल मिळतं आणि त्याचा व्यापार मोठा होतो. 1 वर्षांनी, तो त्या मित्राला सोन्याचा उंदीर परत करतो.
हं, हं. हं.
आता या गोष्टीमधनं, लोकांना कळतं, की मेलेला उंदीर का असेना, तुम्ही त्याचं काय करता?
हं, हं.
ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते. आणि हे मी एम-बी-एच्या वगैरे विद्यार्थ्यांना सांगत असतो. त्यामुळे त्यांना, त्या गोष्टीमधून जे खूप गोष्ट अ, अ, भाषण देण्यातून कळलं नसतं, ते त्या गोष्टीतून कळतं. पण गोष्ट अशी समर्पक पाहिजे.
हं, हं. नक्कीच, नक्कीच. तर कुठल्या गोष्टीवर जास्त भर देता तुम्ही, हे सगळं बोलताना? कारण हे बघा, एक तर आपलं कारण बऱ्याच वेळेला प्रेरणा आपल्याला, अशा लोकांनाही द्यायला लागते जी लोकं फार खचलेली असतात. ज्यांना म्हणजे जे निराश असतात तर आणि अशा वेळेला, त्यांना वाटतं की समोरचा, जर आपल्याला अशा गोष्टी सांगतोय म्हणजे आपली खिल्लीच उडवतोय. तर कुठल्या गोष्टींची काळजी घेता तुम्ही? अशा असा अनुभव आहे का तुमचा? की तुमचा कोणी मित्र आहे? जो खूपच खचलेला आहे, त्याची नोकरी गेली आहे, का खूप खर्च आहे? हां. हां.
हो. अ, अ हां. खूप कर्ज असलेल्या एका मित्राच्या बाबतीमध्ये, अ, तो अ, काजूच्या व्यापारामध्ये त्याला फसवलं एकानी आणि मग फारच निराश झाला होता. अ, त्याला गोष्ट सांगताना अ, मग अ, एका पुस्तकातली गोष्ट म्हणजे मी, त्याला अ, सांगितली अ, "पॅपीलॉन आणि बँको" नावाचं ते पुस्तक आहे, अ, आत्मचरित्र आहे एका माणसाचं.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं.
अ, तुरुंगातून कसा अ, 7 वेळा त्यांनी प्रयत्न केला आणि मग, 14 वर्षानंतर तो तू तुरुंगातून पळाला.
हं, हं.
अ, फ्रेंच गिनियामध्ये तो तिकडच्या अत्यंत अ, सक्त मजुरीच्या तुरुंगात होता. तर, ती गोष्ट मी त्याच्या मित्राला माझ्या मित्राला सांगितली आणि त्याला म्हटलं, "अरे, तू मूळचा पैलवान आणि हे सगळं केलेलं मानसिकरित्या तू शरीराने आहेसच, पण मानसिकरित्या आणि काय तुझं वय आहे, 40-42 म्हणजे काहीच नाही."
हं, हं. हं, हं.
अजून आयुष्य आहे पुढे. मुलीचा विचार कर. असं सगळं त्याला दुसऱ्या माणसाचं उदाहरण आणि गोष्ट सांगून हे केलं. पण एक गोष्ट असते अ, तुम्ही कसं सांगता, त्यात तुमचा टोन, सांगण्याची पद्धत.
हं, हं.
एम्पथी समोरच्याला कळायला पाहिजे. "ह्या, काय आहे तुला जमतच नाही काय" ह्या टोनमध्ये सांगितली गोष्ट तर काहीच उपयोगात नाही.
नाही कारण कधी क असं तुम्हाला वाटतं का? जसं आता तुमच्या मित्राचं मी आता मला माहित नाही, पण असं उदाहरण आता मी पण द्यायचा प्रयत्न करतो. का मीच म्हणा मीच होतो तुमचा मित्र आणि मला 10 लाखाची खूप गरज होती. तर ते 10 लाख देण्याच्या ऐवजी तुम्ही मला ही गोष्ट सांगितली तर कितपत माझ्यावर म्हणजे काय, काय फरक पडेल माझ्या आयुष्यात?
<chuckles> मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, बघा
हं, हं.
तर माझे एक नातेवाईक होते. आणि अ, न त्यांच्या अ, अ बायकोला कॅन्सर झाला. आणि परिस्थिती बेताची होती. तर त्यांनी काय केलं?
हं, हं. हं, हं. हं, हं.
कुटुंबातल्या, माहितीतल्या, ओळखीतल्या, व्यापार करणारे, नोकरी करणारे सगळ्या लोकांना जाऊन भेटले आणि म्हणाले माझ्या बायकोला कॅन्सर आहे. तर तुम्ही काही मदत करू शकाल का? "नाही हो एवढा खर्च आम्हाला शक्य नाही." नाही, नाही तुम्ही ₹500 दिले, ₹1,000 दिले तरी चालेल.
हं, हं. हं, हं. हं, हं.
असं म्हणून त्यांनी पैसे ते गोळा करत-करत, मग एक मोठा बिझनेस असणारे होते. त्यांनी विचारलं, "किती जमा झाले? किती लोकांना भेटला?"
हं, हं, हं.
म्हणाले, मी साधारण अ, अ, दोन एकशे नातेवाईकांना भेटलो त्यातले 20 जणांनीच पैसे दिले. पण माझे एवढे-एवढे पैसे झाले. ते म्हणाले, "ठीक आहे, उरलेले पैसे मी देतो, तुम्ही ते ऑपरेशन करा सगळं" आणि म्हणाले, "बरं झालं, तुम्ही या सगळ्यांना भेटून मग माझ्याकडे आलात."
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं.
ते म्हणाले, "पैसे देणं सोपी गोष्ट आहे." पण ही सगळी लोकं तुम्हाला भेटली. कोणी पैसे दिले, कोणी कान दिले, कोणी ऐकलं. पण या सगळ्यांची सदिच्छा आहे ना, की तुम्ही बरे व्हावात.
हं, हं. अगदी बरोबर. हं, हं.
तर, ते सगळे इन्व्हॉल्व झाले. आता त्या सगळ्यांच्या सदिच्छेनं तुम्ही नक्की बरे व्हाल, म्हणजे तुमची बायको बरी होईल. तर ही गोष्ट मी सांगेन, की कोण काय देतचा विचार करू नका. आणि दुसरी एक फार ह्याच्यातली गोष्ट असते, की तुम्हाला "भरवशाच्या म्हशीला टोणगा" असं म्हणतात ना, तसं आहे. <chuckles> की अ, अ, ही पण एक गोष्टच आहे, <chuckles> की अ, हमखास ज्याला म्हैस उपयोगायची असते. टोणगा म्हणजे हे काही अ, रेडा, काही फारसा उपयोगाचा नसतो. तर अ, अ, जिथे तुम्हाला वाटतं ना, की जी व्यक्ती हमखास आपल्याला मदत करेल, त्यांच्याकडे खूप पैसे आहेत. खूप श्रीमंत लोकं खरं तर पैसे वगैरे देत नाहीत सहसा. अ, पण गरीब, सर्वसाधारण ज्यांनी दुःख भोगलं आहे, अशी माणसं मदत करतात. आणि आपल्याला कल्पना पण नसते, की कोण किती मदत करू शकेल.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. नक्की, नक्की.
ही ही गोष्ट मी तुम्हाला सांगेन, की अहो दहा लाख काय किती ही उभे राहू शकतात.
हं, हं. हं, हं.
मग मी दुसरी एक ओ ओ ओ हे सांगेन. माझ्या अ, ब बायकोला स्पोर्टमध्ये वगैरे आवड आहे. तिची वर्ग मैत्रीण
हं, हं. हं, हं.
तिने काय रेकॉर्ड केलंय माहिती आहे? जगातल्या सगळ्या अत्यंत अवघड अ, स ठिकाणी ती पोहचली आहे, म्हणजे
हं, हं. अरे वाह!
साउथ पोल, नॉर्थ पोल, किलीमंजारो, म्हणजे आफ्रिकेतलं सगळ्यात उंच, एव्हरेस्ट.
फार फारच कौतुकाची गोष्ट आहे ही.
आणि सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातली. तिची जिद्दच एवढी होती. की मग या सगळ्याला स्पॉन्सरशिप मिळाली. कुठे टाटा ह्याच्यामध्ये गेली कुठं-कुठं-कुठं गेली. ती म्हणायची, "ब 40 ठिकाणी भेटलं की एक जण आपल्याला पैसे देतो."
हं, हं. हं, हं.
हा पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही जर का ठेवलात, तर तिला या सगळ्या गोष्टीला 2 कोटी लागले. 10 लाख म्हणजे काहीच नाही. आता बघा मी कशी सांगितली तुम्हाला गोष्ट.
हं, हं.
की खरी गोष्ट सांगितली, त्यातनं प्रेरणा दिली, त्याचबरोबर, "40 जणांना भेटल्यावर एकजण हो म्हणतो." "भेटा देतील लोक पैसे" असं सांगितलं नाही. आणि "कोण देईल काय क माहिती?" असं सांगून पॉझिटिव्हिटी दिली. आणि हे सांगताना नाट्यमयता, आवाज कमी-जास्त करणं, ह हे सगळ्यासकट तुम्ही जर का सांगितलं, तर लोक प्रेरित होत
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. नक्कीच, नक्कीच आणि हे तर तो हे तर खूप छान आहे, की तुम्हाला गोष्टी सांग सांगणं आवडतं, लोकांना प्रेरित करणं आवडतं. आपल्या समाजाची समाजात सुद्धा असे खूप अ, नेते होते. भारतात म्हणा, की ज्यां ज्यांनी खूप प्रेरणा दिली लोकांना. तर अशा एखाद्या कुठल्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलू शकता? आपले बापूजी आहेत, महात्मा गांधी आहेत किंवा आपले लोकमान्य टिळक होते. ज्यांनी म्हणजे साध्या-साध्या गोष्टींमधून लोकांना प्रेरणा दिली. तर असं कुठलं एक उदाहरण असं आहे का तुमच्याकडे?
हां. हं. अ, हो, तो शाळेत धडा होता. अ, लोकमान्य टिळकांचा, की अ, ते अ, निर्भय होते, ते कशाला घाबरत नसतात कधी. तर त्यांना वर्गामध्ये एकदा त्या शेंगा पडल्या होत्या त्यांच्या कोणीतरी त्या, आपल्या भूईमुंगच्या शेंगा खाल्ल्या, की ती टरफलं पडतात ना हां, तर ती टरफलं त्यांच्या इथे समोर पडली होती. तर, शिक्षक आले आणि त्याकाळचे शिक्षक ते. अ, अ, काठी घेऊन म्हणजे हे घेऊन म्हणाले, "अ, उचल ती टरफलं."
हं, हं. हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं.
तर शाळकरी वयाचे होते लोकमान्य. पण ते म्हणाले अ, अ, अं, बाळ गंगाधर टिळक होते तेव्हा, ते म्हणाले, "मी शेंगा खाल्ले नाहीत. मी टर्फल उचलणार नाही."
हं, हं. हं, हं. हं, हं.
आता हा जो बाणेदारपणा आहे. हा कशातनं येतो? तर तुम्ही जरा स सत्याची बाजू घेता आणि कायम सत्यवादीने वागता.
हं, हं.
ते रामचंद्र प्रभुणेच सांगतात ना ते, अ, न्यायाधीश होते तर त्यांनी पेशव्यांनाच शिक्षा केली.
हं, हं. हं, हं.
म्हणजे फाशी जायची वेळ आली असती. घाबरले नाहीत. ते म्हणाले मी इथे बसलोय म्हटल्यावर मला न्यायच करायला पाहिजे.
बरोबर आहे.
तर ह्या गोष्टींमधनं काय होतं, मग हे ऐकल्यानंतर ज मी काय आर-टी-ओमध्ये आहे तर मी लाच नको घ्यायला एवढी तरी प्रेरणा मिळू शकते ना? <chuckles> फा फा फाशीवर जाण्याची भीतीपेक्षा आणि काय असतं एखादी रेषा असते ना, तर ती न पुसता जर का तुम्हाला लहान करायची असेल. तर त्या रेषेच्या शेजारी एक दुसरी मोठी रेषा काढा.
नक्कीच नक्कीच. <chuckles> हां. हं, हं. हं, हं.
त्यानी ती रेषा छोटी होते, <chuckles> तुलनेने.
बरोबर आहे. तर एकंदरीत तुम्हाला कसं वाटतं, की अ, जेव्हा आपण अ, गोष्टी सांगतो लोकांना प्रेरित करायला, तर एक, एक कुठलीतरी एक गोष्ट जिचं आपण भान ठेवलं पाहिजे दर वेळेला, तुम्हाला अशी कुठली गोष्ट आहे तुमच्या मनात?
अ, हो समोरच्याची मानसिकता.
अगदी गरजेची आहे.
हां, म्हणजे अ, जो अ, माणूस आहे, समजा तुम्ही तेंडुलकरला किती सांगितले क्रिकेट खेळण्यात वेळ फार वाया जातो. काही उपयोगच नाही तुम्ही किती गोष्टी सांगा. <chuckles> तेव्हा किंवा पैश्यावरती फोकस असणारा व्यापारी आहे. त्याला "पैसे काही महत्वाचे नाहीत" उपयोगच नाही सांगून. त्यामुळे गोष्ट आणि प्रेरित करणारी किती सांगायची असली ते समोरच्याच्या मानसिकतेला मॅच होणारी गोष्ट सांगावी नाहीतर गप्प बसावं.
हं, हं. हं, हं. बरोबर आहे. <chuckles> हं, हं. बरोब हं अगदी. नाही तर गप्प बसावं अगदी बरोबर आहे. चला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, तुम्ही वेळ दिलात. खूप छान वाटलं. तुमचे खूप-खूप धन्यवाद.
हां, हे, हं. मला पण बरं वाटलं, कारण या गोष्टी अ, प्रेरणा देणाऱ्या असतात. त्यांनी सांगणाऱ्याला सुद्धा प्रेरणा मिळते हे ही तेवढंच खरं आहे. धन्यवाद.
हं. नक्कीच, नक्कीच. ठीक आहे. धन्यवाद तुमचे. हं, हं
थँक यू.